हो, म्हणजे असं अ, असं नाही की एकटे वाटल्यावरच जाते. पण कधी-कधी वाटतं ना मैत्रिणी असाव्यात अ, म्हणजे आता आपण महिनाभराच्या गोष्टी साचल्या साचल्या आहेत आपल्या आणि जाऊयात आपण गप्पा मारूयात. असं भरपूर टाईम होतं, कारण की आपल्याला काय म्हणतो ना आपण सगळ्याच अ, गोष्टी अ, साठवून नाही ठेवू शकत ना मनात. मग थोडंसं त्यांच्याबरोबर आणि आपलं काही दुःख असेल ते शेअर केलं त्यांचं दुःख ऐकून आल्या असं वाटतं, अरे आपल्यालाच दुःख नाहीये. जगात सगळ्यांना दुःख आहे. <chuckles> त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळा असतो की चला आपल्याबरोबर कुणीतरी आहे. हं.
हां, हां. बरोबर. अगदीच, अगदीच. बरोबर. जगात सगळ्यांना दुःख आहेत. हो, हो. <chuckles> आणि फक्त दुःखच नाही वाटायचा. आनंदही वाटायचाय. <chuckles>
हां आनंद पण तेच आनंद वाटतो, दुःख पण वाटतं. पण असं असतंना की माझं दुःख मलाच एकटीला ऐका. आनंद तर आहे. पण मग समोरच्याला पण असतं दुःख पण असतं सुख पण असतं. मग आपण म्हणतो अरे आपण एकटेच नाहीये. सगळ्यांना आहे दुःख पण आहे, सुख पण आहे. मग तो आनंदातच पेलूया असं.
हो. हो अगदीच. खरंय, खरंय. मग अ, तुम्ही असं अ, हे झालं की तुम्ही मैत्रिणींकडे जाता, एखाद्या ठिकाणी जाता. काही जणं जसं की त्यांना वाचनाची आवड असते. तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलासोबत ड्रॉइंग करता. तर मग अ, कधी असं तुम्ही बाहेर अ, त्यांच्यासोबत लहान मुलांसोबत फिरायला जाता का? म्हणजे चालणं झालं, थोडासा वॉक करून येऊ, चला जेवण झालं असं काही?
हो. हो, हो आम्ही अ, आमचं ना डेली रुटीन असतं की संध्याकाळी जेवण झालं ना, सात साडे सातला नंतर मग सगळ्यांनी वॉक करायला खाली गार्डन जायचं. कारण की गार्डनमध्ये कसं असतं मुलांना खेळायला पण आहे खाली सोसायटीत. मग मुलं खेळता पण आणि आपला वॉक पण होतं आणि त्या निमिते ना अ, त्यांचे मित्र परिवार असतात सोसायटीतले मग त्यांची ओळख करून देतात. त्यांचे किस्से सांगतात. मग ते पण एक मजेशीर येत ऐकायला, म्हणजे एक फॅमिली टाईमपण होऊन जातो आपला वॉक होतो आणि त्यांच्याही बोलणं म्हणजे ते जे घरात बोलतील नाही ते बाहेर जाऊन जास्त चांगले बोलतात मुलं सुद्धा.
हं, हं. बरोबर, बरं हं, हं, हं, हं. खरं आहे. अगदीच.

अशा परिस्थितीत तर अ अ, म्हणजे कठीण असतं कारण की अ, आपण फोन कुणाला करणार. तो आपल्याला सांत्वन करील थोड्या वेळ, किंवा सांगेल की "हां धीर ठेव, किंवा होईल व्यवस्थित". मग अशा टाईमला आहे ना मी फक्त देव, <chuckles> ही गोष्ट करते. म्हणजे आहे माझं, की चल कोणी नाही कारण की आपण अ, जरी कोणाला पण फोन केला तर आता आईला केला, तर आई सांगते "हां बाळा होईल सगळं व्यवस्थित, तू टेन्शन घेऊ नको, देवाचं नाव घे". फ्रेंडला केला, तरी ती पण म्हणे की "हां, काही नको गं टेन्शन घेऊ, तू रिलॅक्स रहा," कारण की आता ते जे घरात पेशंट असतं किंवा आजारी माणूस हां, दु त्याला तर घेऊन आपण कुठे जाऊ शकत नाही. त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करून म्हणजे आणि आपण खुश राहिलं तर ते पेशंट पण खुश राहतं, जे असेल ते पण त्याला पण थोडं अ, रिलॅक्स वाटतं. नाहीतर आपण दुःखी अन् अजून एकटे आणि त्याला कोण सांभाळणार असं पण होऊन जातं. मग त्या ठिकाणी मी देवाचा धावा म्हणजे, की हां देवच आहे सगळीकडे, म्हणजे अ, कोणी नसलं तर देव आहेच आपला.
हं, हं, हं, हं. बरोबर आहे. खरं आहे. हो, <chuckles> हो. खरं आहे. अ, हो. ते सांत्वन करणारे, हो. खरं आहे. अगदी, खरं आहे. हं, हं, हं. हो खरं आहे, की <tsk> कोणी नाही पण तूच सांग, मी तुझ्याशी गप्पा मारते. <chuckles>
हां. हो.
मग अ, जसं की तुम्ही म्हटला की एकटं वाटतं, की त्यावेळेस अ थोडा टाईम आपण बाहेर वगैरे स्पेंड केला पाहिजे. मग त्यावेळेस तुमच्या मनात असा काही प्रश्न निर्माण होतात काही होतात का? की स्वतःचं अस्तित्व, <tsk> सेल्फ रिस्पेक्ट, तर हा कुठेतरी डगमगतोय? माझं अस्तित्व काय? मला सगळ्यांसोबत असताना पण एकटं वाटतं आहे
हां, असं तर वाटतचं, कारण की आता स्त्री म्हटल्यावर एक अ, सगळ्यांचं प्रेशर असतं, दबाव असतो. तिथं कुठेतरी आपल्या अपेक्षा, किंवा आपली स्वप्न दबली गेलेली असते.
असं काही? असं तर वाटतय काय? आपल्याकडूनही खूप अपेक्षा असतात, बरोबर आहे.
आपल्याकडून तर असतं म्हणजे 100, <chuckles> 100% आपल्याच अपेक्षा जास्त असता. मुलां क मुलांच्या वेगळ्या, सासूसासऱ्यांच्या वेगळ्या, नवऱ्याच्या वेगळ्या, आई-वडिलांच्या वेगळ्या, म्हणजे समाजाच्या वेगळ्या. कुठे-कुठे एक स्त्री बघणार ना, असं होतं. आणि ते अब जेव्हा एकांतात जातो ना, तेव्हा आठवतं अरे आपण काय करतोय? आपलं काय आहे? आपलं स्वतःचं काहीच नाही ना? आपण फक्त म्हणतो ना, "मी याची मुलगी" म्हणून आहे. "मी याचं बायको आहे" म्हणून आहे, "मी याची आई आहे" म्हणून आहे. पण एक स्वतःचं काय आहे? मी हे आहे, असं? की मी अ, हे-हे असं करतीये, असं काही नाही राहत ना, तेव्हा जाणवतो खूप सारं.
हं. <chuckles> <laughs> खरं आहे. अगदी. हं, हं. बरोबर. अगदी, खरं आहे. हं, हं. हं, हो, हो.